म्हणजे ज्या लोकांचा विचार आपल्यासारखा असतो त्यांच्या समान विचारांच्या लोकांसोबत आपण मिळू शकतो. त्यांना आपले मित्र बनवू शकतो, पण ऑनलाईन कसं असतं ना, एक आपल्याला धाक असतो, की अरे हा व्यक्ती बरोबर आहे का नाही आपल्यासाठी? का याच्या सवयी आप त्या बरोबर आहे का नाही? आवड जरी सब सिमिलर असली, पण सवयी ह्या मॅटर करतात त्या व्यक्तीच्या, तर मग त्या तुम्ही कशा हाताळतात?
हं, हं. हो. हो. हं, हं. हो, आता नक्कीच. बघा, जेव्हा समान आवडीच्या ऑनलाईन जर आपण लोकं भेटायचे म्हटले, तर ऑनलाईन जसं जास्तीत जास्त लोकं जे आहेत ते असतात चांगले पण. कुठं ना कुठं मला वाटतं, की यार जे लोकं जे आहेत तुम्ही एका प्रकारच्या ते ओळखले पाहिजेत. आता मी बघा काय करतो पर्सनली, जेव्हाही कुठलीही अ, अननोन अनोळखी व्यक्तीची रिक्वेस्ट येते मला Instagramवर. तर मी एक गोष्ट नक्की लक्षात ठेवतो, की एक कोणी म्युच्युअल आहे का याचा? म्हणजे माझा जो आहे तो कोणी म्युच्युअल मित्र आहे का आमचा दोघांचा एक कॉमन मित्र आहे का कोणी? मग ते नक्की जेव्हा बघतो मी, ते नक्की जेव्हा मी बघतो, की यार अ, कॉमन मित्र जो आहे तो हा आहे. तर मी या मित्राला विचारतो, की अरे बघ ही व्यक्ती जी आहे ती काय आहे म्हणजे कोण आहे कशाप्रकारे आहे ,चांगली आहे का नाही का तू ओळखतो का नाही, तुझ्या फॉलोइंगमध्ये आहे म्हणून मी तुम्हाला तुला विचारत आहे. मग तशाप्रकारे मला वाटतं ते सिक्युरिटी पण राहते. कारण बऱ्याचदा तुम्ही जेव्हा नवीन ग्रुपमध्ये किंवा अनोळखी जागेवर जाता, तर कुठं ना कुठं स्कॅम करणारे जे लोक आहेत, ते असतातच. मग ते त्यांच्याशी वाचण्यासाठी अशा प्रकारच्या गोष्टी आपण करू शकतो, की आपण प्रिकॉशन्स घेऊ शकतो, की आता म्हणजे खूप सारे आहेत प्रिकॉशन्स घेण्यासाठी पण आणि त्या गोष्टी घेतल्यावर कसं तुम्ही एक प्रकारची सेफ्टी पण स्वतः स्वतःबद्दल मेंटेन करू शकता.
हं. हं. बरोबर. हं. बरोबर. हां. हं. बरोबर. हं. हं. बरोबर. हं. हं. बरोबर. हो, नक्कीच. हं. हं.

हो. आता बघा जेव्हा गोष्ट येते आता तिथं नक्कीच, तिथं पण लोकं भेटले मला. कुठले आवडतात अ, जे आता त्यांच्या पण जे आवडतात ते नक्कीच, ते पण भेटले. मग ते त्यांच्याशी बोललो मी जसं आता नक्कीच तुम्हाला एक बेसिक कम्युनिकेशन स्किल जे आहेत एका दुसऱ्या व्यक्तीशी भेटण्याची, किंवा एक अ, म्हणतो ना, की एक तुम्हाला बोलायला आलं पाहिजे कुठं ना कुठं. मग ते बोलतो जेव्हा आपण, चांगल्या पद्धतीने बोलतो आणि तुम्ही समोरच्या व्यक्तीला बघू शकता, की त्याच्या त्याला काय आवडतं, किंवा तो कशाप्रकारे गोष्टींना घेतो. आता त्याचा एक अ, टेम्परचा लेव्हल काय आहे? कुठ-कुठल्या प्रकारे काय झाल्यावर त्याला राग येऊ शकतो. किंवा कुठल्या प्रकारे आपण म्हणू शकतो ना, की त्याला एक अ म्हणजे तो चांगला व्यक्ती आहे का नाही एक प्रकारचा, ते आपण, तुम्ही जज कसं करू शकता. आपण जज अस म्हणू एकदा ठीक आहे. मग अ, ते कसं करू शकता तुम्ही. मग ते जे आहे ते मला वाटतं शिकून आलं, येतंच कुठं ना कुठं. प्रत्येक व्यक्तीसाठी ती शिकण्याची जी जर्नी आहे ती वेगळी असते. माझी पर्सनली एक अ एक छान गोष्ट माझी होती, की माझे बाबा जे आहेत ते एकदम असे सेल्समध्ये आहेत. तर अ, ते कुठं ना कुठे एक छान पद्धतीने मला त्यांनी शिकवलं होतं आधीच की, जेव्हाही कुणा कुठल्याही व्यक्तीला ओळखायचं असेल तुला चांगल्या पद्धतीने. तर तू काही गोष्टी ज्या आहेत ते ऑब्झर्व कर चांगल्या पद्धतीने. त्यांना जे आहे एकदम रिस्पेक्टफुली कोणीही असेल तुला ती अ, वयाने मोठे असेल, छोटे असेल. पण सगळ्यात आधी तूझे आहे ते एकदम अ, काय म्हणतो आपण त्याला रिस्पेक्टफुली त्यांच्या ज्या टोनमध्ये आहे, ते बोलत जा. कारण नक्कीच कुठं ना कुठे ते स्वतःला पण एकदम हंबल फीलिंग येते आणि समोरच्या व्यक्तीला पण चांगलं वाटतं, की यार हा जो आहे नक्कीच अ, माझ्यासाठी चांगला व्यक्ती असेल. मग ते कुठं ना कुठं मला वाटतं, की यार ते काय म्हणतो आपण त्याला, कम्युनिकेशन स्किल्स जे आहेत त्याच्यावर
हं. बरोबर. हं. हं. हं. बरोबर. हं. हं. हं. हं. बरोबर. हं. हं. हं, हं. बरोबर. हं. अरे वाह! हं. हं. हं. बरोबर आणि हं, हं. हं. नक्कीच, नक्कीच. हं. मग तुमच्या बाबांनी हो. तुमच्या बाबांनी जे तुम्हाला शिकवलं. जसं की ते मार्केटिंगमध्ये होते अ, नाही सेल्समध्ये होते. आणि की कसं आपण ओल अ, लोकांसोबत बोललं पाहिजे. तर त्याचं काही प्रॅक्टिकल उदाहरण तुम्ही देऊ शकाल का, की जेणेकरून मलाही समजेल, की कसं आपण लोकांसोबत बोललं पाहिजे?. त्यांना मॅनेज केलं पाहिजे आणि आपण बोलण्याची सुरुवात केली पाहिजे?
हं. <clears throat> हं.

नक्की, नक्कीच. आता बघा जेव्हा त्यांनी शिकवलं मला, की त्यांनी एक्झॅक्टली काय शिकवलं की त्यांनी बघा मोस्टली मला शिकवलं, की अ, कुठलाही व्यक्ती जेव्हा बघतो. आता ते सेल्समध्ये होतो म्हणून त्यांना तर एकदम कस्टमरला बघूनच समजलं पाहिजे, की हा व्यक्ती इथं विकत घ्यायला आला की फक्त बघायला आलाय काही गोष्टी. तर ते कुठं ना कुठं मला वाटतं, की ते जे आहे, ती चांगली गोष्ट आहे आणि त्यांनी कसं शिकवलं मला की कुठल्याही व्यक्ती जेव्हा तू बघतो, तर अ, त्याच्या टोनवरून, त्याच्या बॉडी लँग्वेजवरून तुला समजते की या व्यक्तीला काय पाहिजे? आणि हा व्यक्ती किती जो आहे तुझ्या अशी रिसिव्हिंग आहे म्हणा किंवा आता, आता नक्कीच काही इंट्रोव्हर्ट पण असतात. आता काही लोकं असतात जे अ, विकत घ्यायला आले असतात, पण ते इंट्रोव्हर्ट असल्यामुळे ते जास्त चांगल्या पद्धतीने बोलू शकत नाहीत. तर त्यांना कसं ओळखायचं आता कसं. इंट्रोव्हर्ट जो व्यक्ती असतो तो दिसतो तुम्हाला, की हा इंट्रोव्हर्ट आहे. म्हणजे हा याला याला जास्त चांगल्या पद्धतीने बोलता येत नाही. मग याला नक्कीच वेगळ्या पद्धतीने हँडल करता येतं. पण जे लोकं एक्स्ट्रव्हर्ट असतात. जे असे एकदम ओपन असतात गोष्टींसाठी किंवा काही, तर त्यांची वेगळीच एनर्जी फील होत असते तुम्हाला. ती जी एनर्जी जी आहे मला वाटतं कुठं ना कुठं ती फील करूनच तुम्हाला जे आहे, एक काय म्हणू शकतो आपण, त्या त्यांच्याशी इंटरॅक्ट करायला हवं. नक्कीच, मला जर त्या तो व्यक्ती खरंच आवडत असेल. म्हणजे त्यांचं जे बोलणं जे आहे ते आवडत असेल, त्यांचे विचार आवडत असतील. मग कुठे ना कुठं तुम्ही कनेक्ट करू शकता त्यांच्याशी. जो संवाद जो आपण साज साधतो. तो कुठं ना कुठं जो आहे, तो टिकतो आणि त्या पद्धतीने कुठं ना कुठं मला वाटते, की यार एक-एक छान असतं ते एक्स्ट्रोव्हर्ट आणि इंट्रोव्हर्टचं जो कॉम्बिनेशन जो आहे. ते ओळख ओळखता आलं पाहिजे.
हं. हं. हं. बरोबर, हो. हं. हं. बरोबर. हं. हो, नक्कीच. हं. हं. बरोबर. हो. हं. हं. बरोबर. हं, हं. बरोबर. हो. हं. बरोबर. हं. हं. हं. हं. बरोबर, बरोबर, हं.